हो, हो. नक्कीच कमी होतो. नक्कीच. मग तो कमी झालेला, मग त्याच्यानंतर मग सर्जनशीलचं काम अजून अ, जोरदार पद्धतीने सुरू.
हं, हं. हो ना. जोरात. अजून डबल-टीबल जोरात मग. त अ, मस्त, मज्जाच. मग बघा ना, जेव्हा अशा व्यावसायिक गरजा वगैरे राहतात, आणि स्वतःची सर्जनशील म्हणे यांच्यामध्ये, मग तेव्हा कसं संतुलन साधायचं, बघा ना? कामही करायचं, घर पण सांभाळायचं, आणि त्याच्यामधून आपलं हे काम पण राहतं. मग संतुलन करायला खूप अवघड जातं ना? मग ते कसं करतात?
एकदम अ, एकदम जोरात होतं ते. हं. हं. आता अ, घरच्यांना हे माहिती आहे की एक अ, प्रोजेक्ट आल्यानंतर थोडंसं अ, इथे अ, कंपनीकडे किंवा आपल्या व्यवसायाकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. ते घरच्यांनाही ते त्याची कल्पना आहे, आणि इतर दिवशी तर मी त्यांचाच असतो. म्हणजे 5 ते 7 अ, वाजेनंतर मी घरी असतो, आणि माझ्या फॅमिलीला पूर्ण वेळ दिलेला असतो. पण कधी-कधी शूटिंगला जेव्हा आम्हाला 2-3 दिवस, 4 दिवस, किंवा 1 आठवडा मॅक्सिमम आम्हाला त्या ठिकाणी जाऊन शूट करावं लागतं. तेव्हा घरच्यांना समजून सांगावं लागतं की, "आता मी चाललो आहे. असं-असं." पण तिकडनं येताना मग काहीतरी त्यांच्यासाठी, काही एखादी वस्तू असं काही तिकडचं स्पेशल असेल, काही अ, ते आदिवासी लोकं बनवतात वगैरे ना, अ, त्यांच्या वस्तू वगैरे, ते तिकडनं खरेदी करून आणायचं, आणि त्यांना प्रेझेंट करायचं. म्हणजे दोन कामं होतात. आदिवासी पण खुश होतात, आणि घरचेही खुश होतात. असं ते हां. असं दोघं खुश होऊन जातात, आणि छान वाटतं म्हणजे.
हो ना. हं, हं. हां, ते तर आहे. बरोबर. हं, हं. बरोबर. हां, हां. अरे वाह! <chuckles> दोघं खुश. <chuckles> अ, खरंच ना. हां. म्हणजे संतुलन ठेवायचं म्हणजे कसं आहे ना. घरचं पण आपण जर घरच्या जबाबदाऱ्या नाही बघितल्या ना, मग घरचे पण सांगतात, "फक्त आणि फक्त कामच बघता आहे. आमच्याकडे लक्षच देत नाही." असं काहीतरी होऊन जातं. पण खरंच चांगलं तुम्ही सांगितलं, सरप्राईज गिफ्ट द्यायचे त्यांच्या त्यांना. खुश असते. मग मला असं सांगा ना, शेवटचं तुम्हाला आता मी विचारते का, नेमकं आता ते महाराष्ट्रामध्येही खूप काही असे अ, ठिकाण आहे, संदर्भ, खूप सांस्कृतिक संदर्भ आहे नाही का? मग त्याच्या महाराष्ट्रातील अनुभवांचाही यामध्ये तुम्हाला कसा प्रभाव पडतो, मला सांगा?
हां. हो. काम करतात. आमच्याकडे लक्ष नाही. येस, येस. हो, हो, हो. मग आ हं. हो, हो.

हो, अर्थातच माझं कामच हे आहे, की मी विविध अ, अ, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतो. माझी डॉक्युमेंटरी बनवण्याचा व्यवसाय असल्याने अ, हे सृजनशीलता अ, नेहमी अ, मला कामं येते. अ, म्हणजे अ, हो, काय करायचं? कुठं करायचं? कसं करायचं? हे सगळं मला त्यातनं एक अ, वेगळी प्रतीक अ, प्रक्रिया आहे खरं सांगायचं तर. अ, हो, अ, म्हणजे अ, अगदी पुस्तक वाचण्यापासून दुसऱ्या अ, मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या डॉक्युमेंटरीज बघणं आणि अ, इंटरनॅशनल डॉक्युमेंटरीज बघणं. त्यामध्ये काय फरक होतोय आजकाल, त्याच्यावरती अभ्यास करणं. आणि मग आपण तो इथे ट्राय करणं, कुठून इन्स्पायर होणं. अशा अ, अनेक गोष्टी आहेत ज्याचं सर्जनशीलता या प्रक्रियेमध्ये मला त्यांची मदत होते.
हां. हो का. हां, हां. हो का. किती छान ना, म्हणजे काहीतरी आणि डॉक्युमेंटरीचं तुम्ही काम करत आहात, तर अरे वाह! किती मजा येत असेल ना त्याच्यामध्ये. मग मला सांगा ना, नेमकं हे सर्जनशील प्रक्रिया साधारणपणे कशी असते हो? मला कळतच नाही नेमकं काय असतं ते?
हो, हो, मग? हं. आता अ, क्रिएटिव्हिटी. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. अ, हां जे मराठीमध्ये आपण सर्जनशीलता म्हणतो आणि इंग्रजीमध्ये क्रिएटिव्हिटी म्हणतो, तर अ, तो हो, हो, डॉक्युमेंटरीचा जो भाग आहे, तो खरंतर क्रिएटिव्हिटीचाच भाग झालेला आहे. नाहीतर ती अगदी काय म्हणू त्यात तसे नीरस आणि माहितीपट जरी असला तो, तरीपण मग असं बोरिंग नको वाटायला. तर त्यामध्ये त्याला थोडंसं क्रिएटिव्हिटीचा जोड दिली, तर ते मग ते इंटरेस्टने लोकं बघतात. तर अ, हां, तर मग
हो का? आहा! हो का. हो ना. हो ना. हो, ते तर आहे. क्रिएटिव्हिटी म्हटली का बापरे! आणि तुमचं डॉक्युमेंटरीचं काम तर पूर्णतः पूर्ण म्हणजे क्रिएटिव्हिटीच भरभरून अ, मजाच येत असेल, नक्कीच ना. <chuckles> मग तेच सुरुवात तुम्हाला ती कल्पना कुठून येते हो नेमकी अ, जागेला बघून, लोकांशी संवाद करून. कसं होतं नेमकं सांगा ना मला?
भरभरून ला लागते. हो, हो, हो. नक्कीच, नक्की. अ नक्कीच सांगायला आवडेल तुम्हाला. आता सुरु अ, सुरुवातीला आम्ही खूप ब्लँक असतो. अ, कारण अ, आमच्याकडे एक संस्था येते. संस्था सांगते आम्हाला ह्या-ह्या विषयावरती, ह्या-ह्या लोकांच्यावरती किंवा ह्या-ह्या प्रॉडक्टवरती आम्हाला डॉक्युमेंटरी हवी. तर तेव्हा आम्ही खूप ब्लँक असतो. क काय आहे म्हणून. मग सपोज जर आम्ही एखाद्या अ, अ, खेडेगावात किंवा पाड्यामध्ये आदिवासी लोकांवरती डॉक्युमेंटरी बनवतोय, तर आम्ही अगदी अ, आम्हाला माहितीच नाही तिथे काय आहे, काय नाही आहे. तर मग आम्ही तिकडे गेल्यानंतर मग आमची क्रिएटिव्हिटी स्टार्ट होते.
हो का? हं, हं. हं.

नक्की नक्की. अ, तर अ, त्याचं असं असतं की आम्ही आता डॉक्युमेंटरी तयार करून म्हणजे शूट करून तिथनं आलो आम्ही. तर मग इथे अ, जे संस्थेला त्यातले जे-जे काही पॉइंट हवे असतात म्हणजे त्या संस्थेने तिथे काही काम केलेली आहेत का? त्या आदिवासींना काही मदत केली आहे का? त्यांनी काही तिकडे प्रकल्प उभे केलेत का? किंवा त्या प्रकल्पांची काही माहिती द्यायची आहे का? किंवा आदिवासींसाठी ते काही करू इच्छिता का? अशा सगळ्या गोष्टींची आधी पॉइंट आम्ही त्यांना विचारून घेतलो. आणि त्याप्रमाणे एक स्क्रिप्टिंग तयार होते. आणि ती स्क्रिप्टिंग तयार झाली की आम्ही त्यांना ती दाखवतो. हे हे मुद्दे आहेत. अशा पद्धतीने गेलं तर चालेल का? मग त्यांनी एन-ओ-सी देतात. हो. या स्क्रिप्ट फायनल आहे अशा पद्धतीनेच तुम्ही करा. मग त्यामध्ये मग एक अ, एक छान व्हॉईस जसा तुमचा छान व्हॉईस आहे तसा अ, आम्ही व्हॉईसवाल्या लेडीला घेतो किंवा जेन्ट्सला घेतो. ज्याचा असा भरदार छान आवाज असेल त्यांना घेतो. मग एक व्हॉईस ओव्हर तयार करतो आम्ही
हं, हं. हं. हं. हो का? हं, हं. हो का? हं. बरोबर. <chuckles> हं. हो का? हं, हं.
आणि मग ते अ, छान त्याचं अ, एडिट करतो. मग ते तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्या त्या लोकांशी आम्ही गप्पा मारतोय किंवा डोंगरावरची शॉट आहे. जे मी घेतलेले असतात. तर मग अ, ते आम्ही त्यामध्ये इन्सर्ट करतो. म्हणजे मी आम्ही म्हणजे मी, माझा एडिटर आणि अ, जे टीमवर्क असतात, असिस्टंट डायरेक्टर असतात. टीम आमची सरी आम्ही सगळे मिळून मग त्यामध्ये ते इन्सर्ट करणं आणि मग सगळ्या एकमेकांना अ, विचारून घेतोय. "कसं वाटतंय रे? बरं वाटतंय का?" एकमेकांच्या विचारांनी मग ते छान एक अ, होतं. आणि मग त्यामध्ये एकदा त्यांना दाखवलं जातं. अ, रफ कट अ, ज्या संस्थेला पाहिजे ते. मग ते काहीतरी सुचवतात.
हां. अरे वाह! हो. बरोबर. तुमची टीम पूर्ण. हो. हो ना. हं. एडिटिंग करायला मजा येत असेल ना, तुम्हाला सगळ्यांना मिळून?
अरे! खूप, खूप, खूप मजा येते. खूप छान वाटतं आम्हाला. ते तो आमचा छंद पण आहे आणि व्यवसाय पण आहे. त्यामुळे मग ते अ, कधी कंटाळा येत नाही सहसा आम्हाला. अ, पण अ, मग छान मग त्यामध्ये काहीतरी गोष्टी आम्ही इन्सर्ट केलेल्या असतात. ते त्यांनाही माहिती नसतात आम्ही हे शूट करून आणलं. मग ते मध्येच थोडंसं असं अ, अ, छोटासा असा हसू फुलेल असं काहीतरी एखादं असं आम्ही ते असं त्यामध्ये इन्सर्ट करतो आणि मग ते डॉक्युमेंटरी त्यांना दाखवतो. आवडली त्यांना तर ओकेच असतं. पण काही सुचवतात ते बदल की आम्हाला हा मुद्दा नको होता किंवा हा शॉट इथे नको हवा आहे वगैरे वगैरे. मग ते आम्ही थोडंसं ते पुन्हा एडिट करून आणि मग त्यांना फायनल ड्राफ्ट आम्ही देतो. मग ते त्यांच्या परीने करतात.
हो ना. म्हणजे बघा ना. अरे वाह! हं. <chuckles> हो ना. हां. हो का? अरे बाप रे! म्हणजे ते काम डबल होत असेल ना ओ, जर त्यांनी बदल करायला सांगितला तर अजून पुन्हा करायचं मग?
हां. नाही नाही. अ, बदल करायचा म्हणजे ते शॉट बदलायचे असतात. तर पुन्हा जाऊन शूटिंग वगैरे करणं तसला नसतो तो भाग. ते फक्त सांगतात की अ, इथे जे अ, घर दाखवलं तर ह्या घराऐवजी हे घर तुम्ही दाखवा. अ, ह्या माणसाऐवजी त्या माणसाचं घर दाखवा किंवा ह्या प्रोजेक्ट ऐवजी त्या प्रोजेक्टचं दाखवा अ, चित्रीकरण जे केले ते आणि मग होतं असं.
हो का? हां. बरोबर. तेच मग. हं, हं. हो का? हां, हां.